नाही. अ, नक्कीच, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि मला एक नवीन गोष्ट माहिती पडली, की खरंच जे लोकं जे कॉन्सर्ट ते ऑर्गनायझर ही एवढा विचार करतात, जसं तुम्ही सांगितलं, की ते ऑफिशियल रेकॉर्ड ऑ ऑफिशियल रेकॉर्डिंग प्रोव्हाईड करतात, की हाय डेफिनेशनमधले व्हिडिओस तुम्हाला देतात आणि फोन फ्री झोन आहे आणि मला ह्या गोष्टीची खरंच कल्पना नव्हती. पण हे एक चांगलं उदाहरण आहे ना, की जेणेकरून तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही त्याची चिंता नका करू. तुम्हाला जे हव्या असलेल्या रेकॉर्डिंग्स आहेत, तुम्हाला जे फुटेज पाहिजेत, ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतोय ते पण चांगल्या पद्धतीने. आपण कसं आता नॉर्मली तर आपण खाली उभं राहून काढणार, तर कोणी ना कोणी येणार, ओरडणार, त्याचा तो गाण्याच्या आवाजापेक्षा आजूबाजूचा आवाज तो ज
हं. हं. हं. हो, हो. देऊ शक हं. हं, हं. हं, हं. नक्कीच. आणि तुम्ही हो, हो. बरोबर. हो. हं. बरोबर. कारण का त्यांच्याकडे ऑलरेडी असतं ना सगळं छान. कारण आपण मग ते झूम करणार, मग टॉर्च ओपन ओपन करणार मग सगळ्यांना त्रास होणार. त्यापेक्षा ते तुम्हाला देतात आणि ते सगळ्या प्रॉब्लेम पण नाही. कारण की सगळ्यांकडे सेम असणार, त्यामुळे मग अ, काहीच टेन्शन नसतं ह्या सगळ्या गोष्टींचं.
नाही. खरंच अ, छान अनुभव आहे आणि जे तू मला सांगितल आहे ना, की आता मलाही इच्छा होती आहे, की मलाही एखादा कॉन्सर्ट बघायचं आहे. कारण की माझी फार फार इच्छा होती पहिल्यापासून, की एखादा कॉन्सर्ट तरी बघा. कारण मी अ, बऱ्याच मित्रां मित्रांकडून ऐकलं आणि बऱ्याच लोकांकडून ऐकलं अन् ते मी बघत असतो व्हिडिओज-व्हिडिओज तर ते दिसतं. ते रिसेंटली मी ते दिलजीत दोसांगचे बघितले होते. त्यांनी जे कॉन्सर्ट केलं होतं, बर्लिनमध्ये हां, बर्लिनमध्ये त्यानं जो कॉन्सर्ट केला होता एड शेरिंग एड शेरिंगसोबत केला होता तो. तो जो माहोल जो एक्सपिरियन्स तो बघितला ना, मी त्या व्हिडिओमध्ये तर मला खरंच मनापासून इच्छा झाली, की नाही यार, आपण आयुष्यात एकदा तरी जायला पाहिजे आणि आता खरंच तुझ्याशी बोलून तर मला कळलं, की कॉन्सर्टला का जायला पाहिजे म्हणून आणि नक्कीच जायला पाहिजे. तर मी नक्कीच जाईल कॉन्सर्टला आणि मला फार छान वाटलं तुझ्याबद्दल बोलून आणि तु जी माहिती दिली मला, ती फ्री झोन ऑफिशियल रेकॉर्डिंग आणि प्रमोशन्सची, तीही मला फार फायदेशीर ठरेल.
हो. <chuckles> अरे अरे वा! छान. हो, हो. त्यांचा तर खूप भारी असतो कॉन्सर्ट मज्जा येते. हो. हं. एड शेरिंग. हो. बरोबर. कॉन्सर्टला जाल. हो. नक्कीच, नक्कीच जातं. हो. हो. हां.